हो. असं गेलं आहे. म्हणजे मी काहीतरी असं माझी एखादी पोस्ट वगैरे जे करतो ना ती व्हायरल वगैरे होतात कधी. आणि लोकं त्याला हे करतात. माझे काहीतरी जे; शायरी वगैरे कधी लिहिली; तर मग त्याचा वापरही करतात काही लोकं, असं करतात. आणि अ, मग कसं आहे ना, की हे फेम नको बघा एका आर्टिस्टला फेम नको असतो. ज्याला फेम हवा असतो ना तो आर्टिस्टच नसतो. मला असं वाटतं. म अ, मला अ, एक आर्टिस्टच्या मनामध्ये नेहमी तेच दडलेलं असतं की माझा आर्ट फक्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. माझ्या काय भावना आहे, या समाजाबद्दल, या या जगाबद्दल, या निसर्गाबद्दल, एका व्यक्तीबद्दल, जातीभेदबद्दल ते मी माझ्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मग ते तुम्हाला कळत आहेत का की मी काय सांगतोय ते समजा. आ, तुमच्याकडून मला की जर मी काही प्रयत्न करतोय माझ्या लेखणीतून, तर ती लेखणी जर तुम्हाला पोहोचली तर तो बदल जर घडेल समाजात. तोच तीच अपेक्षा असते.
हां, हां. हां, हां. हम्म. अच्छा. हां, हां, हां. हां, हां. अच्छा, जे लिखाण एकंदरीत तुम्ही समाज घडवण्यासाठी, बदलण्यासाठी ह्याच्यावरती जास्त करता.
हं, हं. अ, हां, कसं होतं की डिपेंड करतं, की काय आहे, मूड काय आहे? पण प्रत्येक शैलीतून लिहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं की एक पॅट एक सुरी नाही झालं पाहिजे ना. एक सुरी नाही झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो ना की अ, आ, मी कधी मला पेंटर देखील नव्हतो. पण कधी-कधी बोर झालो ना, तर असं स्केच करायला म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो ना, जेव्हा तुमच्यामध्ये स्थिरता येतं, जेव्हा तुम्ही एकदम एकाग्रह होता, मन स्थिर असतं, चंचल नसतं तर मग तुम्ही कुठलीही कला हातामध्ये घ्या. मग ती खरंच छान निघते तुमच्यात.
हां, हां, हां. हं. हां, हां. बरोबर, नक्कीच. <laughs> अ, नक्कीच, नक्कीच म्हणजे एका कलेने दुसऱ्या कला, दुसऱ्या कलेने तिसरी कला फुलवत राहता. नक्कीच, नक्कीच.
हां. येस, येस, येस. येत येतच राहत. निघतं ते बाहेर.
मग अ, एखाद वेगळ्या जॉनरची पुस्तक वगैरे अ, पुढे जाऊन कधी लिहिण्याचं काय अ, असं ठरवलंय का?
हो. आता हो, हो. पण आता असा काही प्रसंग झाला नाहीये. आणि मी स्वतःला तितकं महान किंवा मी एक्चुअली मी अ, नाही पण मी असं सांगतो ना की हो, हो.
महानतेसाठी नाही. म्हणजे जसं तुम्ही बोललात ना, तुम्ही वाचनात अ, सोप्पं सुरु केलं, लव्ह स्टोरी पासून सुरु केलं आणि मग तुम्ही अ, अ, मोठ्या-मोठ्या गोष्टींपर्यंत पोहचलात. तर आता मोठ्या-मोठ्या गोष्टींनी तुमची स सुरुवात झाली आहे. मग एखादे असे छोटे-छोटे अ, फिक्शनल, नॉन फिक्शनल असं काय तुम्ही कधी अ, लिहिणार आहात का कधी?
हं, हं. हं, हं. हं, हं.

अवघड होतं पण कसं होतं की मला आता मला ही गोष्ट करायची आहे आणि मला एका प्रोफेशनमध्ये जर राहायचं आहे आणि अ, कसं असतं ना, की जेव्हा एखाद्याशी बोलतो आपण, तर त्याला हे नको वाटायला की अरे हा मतिमंद आहे. कलाकार असून एक मतिमंद आहे. तर मग त्यासाठी थोडा अभ्यास करणं खरंच गरजेचं होतं. तर मग मी एक स्टार्ट केलं. त्यांनी सजेस्ट केलं. एक बुक वाचायला मी स्टार्ट केलेलं एक लव्ह स्टोरी होती आजही मला माहिती आहे, 'दास्तान' करून त्या बुकचं नाव होतं. आणि एकंदरीत माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर बुक लव्ह स्टोरी होती थोडं सोप्पं स्टार्ट केलं. आणि असं करता, करता मग मी थोडं हलकं-हलक्यावरून, मग थोडं हिस्टॉरिकल वाचायला लागलो, मायथॉलॉजिकल वाचायला लागलो, ऑटोबायोग्राफी वाचायला लागलो, न्यूजपेपर्स वाचायला लागलो आणि मला इतकी सवय झाली की जेवताना पण मला एक न्यूजपेपर वगैरे लागतो. आणि वाचनाची सवय अ
हां, हां. हां, हां. हं, हं. अच्छा. हां, हां. हं, हं. मग असं वाटायला लागलं का तुम म्हणजे असं कधी वाटलं का की मग तेव्हा अभ्यास तेवढा केला असता, तर अ, भरपूर काय झालं असतं, एवढं वाचन झालंय आता तुमचं.
हो, हो. म्हणजे हं. म्हणजे कसं होतं ना की एकाग्रता आणि जे जे मन माझं लागलं होतं ना कसं होतं की शा मला मस्ती जास्त होती माझ्यामध्ये, चरबी जास्त होती. म्हणून मी कधीही अभ्यास केला नाही मला असं वाटतं. अ, कधी लक्ष दिलं नव्हतं असं झालेलं इत हं.
हां, हां. हां, हां. अच्छा. पण तेच ना तुम्ही एवढं लक्ष आता दिलं मग असं वाटलं का कुठे? अरे तेव्हा थोडंसं तरी दिलं असतं तरी भरपूर फरक पडला असता?
हं, हं. हं. नाही, मला का नाही वाटतं असं की जे घडतं ते चांगलंच घडत ना, असं झालं. जर मला, जर तिथून जर चांगला अभ्यास करून कुठेतरी एखाद्या दुसऱ्याच भलत्या क्षेत्रामध्ये जर मी घुसलो असतो. तर माझ्या ह्या गोष्टी माझ्या काही माझ्यामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या कधी बाहेरच नाही निघाल्या असतात. आणि मग असंच, एका दिवशी असंच झालं एक शब्दांचा कोलाज डोकामध्ये माझ्या, अ जमा झाला आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की यार चला काहीतरी लिहायला बसूया. तर मग जेव्हा पाऊस वगैरे पडतो किंवा काही असं काही क्षण येतात, तर माझ्या मनातून असं वाटतं की चला काहीतरी लिहूया. मग मी असे छोटे-छोटे कोएट्स लिहायला स्टार्ट केले मग त्याच्यानंतर काही पोएम्स काही कविता आणि मग असं करता-करता मग लिहायची एक
अच्छा, बरोबर ते पण एक आहे हां. आ, अच्छा. आ. अच्छा, म्हणजे अ

हो, हो. अ, म्हणजे असे बरेच छंद आहेत माझे. पण एखादा छंद असा जो मला म्हणजे लागलाय, असं मी तुम्हाला सांगेन की अ, मला कळालही नाही, की ह्या गोष्टी कधी माझ्यासोबत घडल्यात आणि मला कधी ह्या गोष्टीचा एक छंद लागलाय. आणि तो छंद आहे रायटिंगचा.
अरे वाह! रायटिंगचा? अच्छा.
हो. अ, तर कसं म्हणजे या छंदाची सुरुवात अशी झालीये ना, की मी माझ्या म्हणजे मी तुम्हाला माझा एक थोडंसं बॅकग्राऊंड सांगेन. मी माझ्या कॉलेज डेज मध्ये किंवा माझ्या स्कूल डेज मध्ये एकदम वीक स्टुडंट होतो. म्हणजे सगळ्यात दळभद्री जो असेल ना, तो मीच होतो हां, हां. अ, तर कधीच चांगले मार्क आले नाही. म्हणजे माझे मार्क माझ्यावर हसायचे असं माझा एक प्रकार होता.
अच्छा. अरे बाप रे! अच्छा, अच्छा. अ बाप रे! हां, हां, हां.
तर मग त्यानंतर असं झालं ना, की काही गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडल्यात. पुस्तकांशी इतकं काही नातं नव्हतं. पण मग मी काही कलाकृती चालू केली होती. मला ज्या गोष्टी आवडत होत्या. तर म्हणजे बरेच छंदांमध्ये, हा छंद जो मी तुम्हाला का सांगतोय, कारण की हा माझ्या जवळच नव्हता. आमच्या दोघांमध्ये काही संबंधच नव्हता. नाही. बोलतात ना काहीच नाही. तर मग एक नाही.
हां, हां. अच्छा, म्हणजे सह अच्छा! हां, हां. म्हणजे तुम्ही पुस्तक कधी हातातच नाही घेतलं, तरी पण पुस्तक लिहिण्याचा छंद लागला. हे एकदम लेखनाचा छंद लागणं अ, अवघड गोष्ट आहे. तर तुमची भेट कशी झाली या छंदाबरोबर?
हां. हे हो. हो. हां. तर मग ती भेट अशी झाली ना, की मी काही कलाकृतीमध्ये होतो. आणि अ, मी एक आर्टिस्ट बॅकग्राऊंडमधून येतो. तर मग असं झालं ना, की तेव्हा मला अ, जेव्हा मी माझ्या कलाक्षेत्रामध्ये माझे कामं करायचो. <clears throat> प्रॅक्टिसेस वगैरे करायचो. तेव्हा असं झालं की माझे जे गुरु होते, ते मला नेहमी सांगायचे की आहे ना, तुला तुझी वि विचारशैली जर वाढवायची असेल तर, तुला वाचन करावं लागेल.
अच्छा. हं.

असं बऱ्याचदा होतं ना, की म्हणजे <chuckles> तुम्हाला थोडं असं वाटेल, की अ, म्हणजे की अ, मी वोट करायला गेलो होतो. वोटिंग असतं ना वोटिंग करायला जातो. तर मग आहे ना तिथे असं झालेलं ना, की मी बऱ्याच लोकांना बघितलं होतं आणि अ, तेव्हा जे असतात ना, की पैसे देऊन ते लोकं त्यांचे अ, वोट घेतात. तर मग त्याला ना एक म्हातारा माणूस होता ज्याला एक काही लोक जे बाहेर जमलेले असतात ना ते सांगतात, की "यांना टाका. तुम्हाला असे पैसे वगैरे देणार." तर मग तो म्हातारा माणूस आहे ना त्याची इच्छा नव्हती. मला ते दिसलं आणि तो वोट करून आला आणि त्याची मान अशी खालती होती.
अरे बाप रे! <chuckles> हं, हां. हां. वो हां, वोट अ, विकत घेत असतात.
तर मग मला आहे ना तेव्हा असं आहे ना सुचलं आणि तेव्हा मी अ, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हिंदीमध्ये आलं होतं तो थॉट की असा होता की मला आहे ना त्या म्हाताऱ्या माणसाच्या आहे ना जो चेहरा आहे त्याचं जे तोंड आहे, लिप्स. मला आहे ना त्या लिप्सवर आहे ना एक नोट दिसली आणि ती नोट मास्क कसा बांधतो ना तर तो नोटाचा मास्क त्याच्या ओठाला बांधलेला मला दिसला आणि तेव्हा मला असा थॉट आला की, "झूठ ही तो है."
हां, हां, हां.
"झूठ ही तो है सच कर देते है, खरीद कर तुम में चुप कर देते है." तर मग असं काहीतरी माझ्या मनामध्ये आलं होतं तेव्हा. तर मग काय, कधी, कुठे सुचेल ना तर मग असं काही सांगतात हं.
हां. अरे बापरे! मस्त, मस्त. ए एकदम. नाही म्हणजे एकदम अ, एवढं डीप अ, असं वाटलं ना, की खरंच म्हणजे छान मांडलं तुम्ही ते एकदम शब्दांमध्ये. अ, मग अ, सुरुवातीचं लिखाण आणि हळू-हळू आत्ताचं लिखाण म्हणजे अ, एक सुरुवातीच्या काळाबद्दल थोडंसं सांगा ना आणि आत्ता ते कसं? तुम्ही आत्ता कुठपर्यंत आलात? ते सांगा ना.
हं, हं. हं, हं, हं, हं. हं. हं, हं. हं, हं.